निसर्गाकडून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. तर निसर्गाकडून संयम तुम्हाला कसा शिकायला मिळाला?
हं, हं. मला वाटतं निसर्गाकडून संयम ही खूप अ, महत्त्वाची गोष्ट आम्ही शिकतो. कारण की निसर्ग, संयम म्हंटलं की शांतता किंवा स्थिर राहणे याचं प्रतीक आहे.
हं. बरोबर. बरोबर.
हं, आणि निसर्ग नेहमी स्थिर असतो.
हं.
आम्ही पाहतो की झाडं निसर्गातले हे सर्वात मोठं देणगी आहे. बिना म्हणजे झाडाच्या बिना निसर्गपूर्ण बनूच शकत नाही.
हो.
आणि झाडं आम्ही म्हटलं तर आम्ही पाहतो, की अ, कशा प्रकारची ती झाडं आहेत, की ते नेहमी उभे असतात शांतपणे.
हो.
प्रत्येक क्षणाची वाट पाहत. पावसाळ्याची, हिवाळ्याची, उन्हाळ्याची. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे पाहतो तर अ, त्यांची पानं गळतात, परत पान उगतात आणि ते संयमाने त्या सगळ्या, त्या प उन्हाला सहन करतात, त्या वादळाला सहन करतात.
हं. हो. हं. बरोबर.
आणि प्रत्येक गोष्टीला, त्या चिमण्याच्या, त्या अ, म्हणजे प्रत्येक गोष्टीला ते सहन करतात. ते पक्ष्यांना, त्या पक्ष्यांच्या घरट्यांना.
हो. तुम्हाला असं कधी, जेव्हा असं खास काही आठवण येत, जेव्हा तुम्हाला असं खरंच काहीतरी असं जाणवलं होतं? की
हं, हं. हं, हं. हं, हं, हं.
निसर्गाकडून हे जे काही दिसत आहे आपल्याला, हे खूप शिकण्यासारखं आहे किंवा त्यांनी अस खूप छान, कसा संयम ठेवायचा. आपल्या आयुष्यात हे सांगितलं, असं काही आठवण आहे का?
हो. हो, एक आठवून मला नेहमी सांगूशी वाटते तुम्हाला, की मी ज्यावेळेस आमच्या इथून थोड्या दूर गेल्यानंतर, एक अ, खूप मोठं तळ आहे. आणि तिथं निसर्ग आहे, थोडाफार.
अच्छा. ओ! भारी.
तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये, थोडाफार पाऊस पडलेला होता. आणि त्या ठिकाणी मी गेलो, तळ्यामध्ये खूप छान पाणी होतं.
अच्छा.
आणि ते पाणी पाहत मी म्हणजे मला असंच घरी बोर झालो होतो, तर मला असं वाटलं, जाऊन बसावं तिथं.
अच्छा. <chuckles>
आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात बसायला मला नेहमी आवडतं, कारण की निसर्ग हा आम्हाला शांत करतो किंवा निसर्ग आमच्याशी काहीतरी बोलतो किंवा काहीतरी वाटून घेतो, या प्रकारचा तो निसर्ग होता.
हां. बरोबर. हो. ते असं मोठं तळं, जे असं शांत असतं, ते ते बघून कसं वाटतं? म्हणजे असं खूप छान असतं, ते आहे ना, ती फीलिंग?
हं. हं, हं. हो, हो. ती फिलिंग म्हणजे आपलं जर किती पण टेन्शन असलं ना, तुम्ही त्याच्याकडे नुसतं पाहत जरी असलं, त्याच्यामधल्या उठणाऱ्या लहरी, अ, पाणी पाणी याचं प्रतीक आहे, की तुमच्या मनातल्या उठणाऱ्या लहरी आणि त्या परत होणारं शांत तुमचं मन.
हो, नक्कीच. वाह! हो, बरोबर.
याच्यामध्ये कसा संयम आणू शकता तुम्ही, त्या ते आपल्याला तो निसर्ग शिकवतो.
हो, बरोबर.
आणि ते मी पाहत होतो, की ते तळं त्याच्यावरती <swallows> थोडं, थोडं फार अ, कुड-कुड झाडं उगलेले मध्ये आणि कुड ते पाण्याच्या लहरी अशा थोड्या-थोड्या बाउन्स करताय किंवा इकडं-तिकडं जाताय, त्या वार्‍याच्या झो झोक्याने.
हां. हो.
मी पाहत होतो, की काही पक्षी ति अ, इकडं-तिकडं पळ त्याच्या आजूबाजूला फिरताय. आणि मी पाहतोय, की ते, अ, काही लोकं तिथं मासे पकडण्यासाठी
हं.
ते दुसऱ्या किनारावरती होते. तर ह्या सर्व गोष्टी पाहून अगदी आनंद वाटत होता, की निसर्ग किती छान असतो. आणि त्यातच माझं एक लक्ष वेधलं जातं
अरे, वा! हं. हं.
ते एका पक्षाकडे म्हटलं, हा पक्षी काय करतो? तो बगळ्यासारखाच पक्षी होता, बगळ्याचा असं मला वाटतं तो.
कुठला? अच्छा, दुसरी कुठली जात होती, वाटतं बगळ्याची.
आणि मग हां, पण ते हां, ते काही म्हणजे तो बुरका रंगाचा होता, असा होता. हां, तर मग पांढराचा बगळा राहतो पण तो तसाच बगळ्यासारखं, पण थोडा बुरखा बुरखट रंगाचं होतं आणि माझं लक्ष त्याच्याकडे विच वेधलं गेलं आणि मीही इथे बसलेलो होतो आणि मग मी त्याचं बारकाईने नि निरीक्षण करायला लागलो. नेमकं काय करतोय हा? मग नी दिसतंय, की तो स्थिरच उभा आहे. तू काही हालतच नाही.
ओ! अच्छा, ओके. अच्छा. हं. ओके. काय दिसलं नक्की? हं, अरे वाह!
तो स्थिरच उभा आहे. आणि मी पण त्याला स्थिरतेच्या नजरेने पाहू लागलो. मी पण म्हणतो, हा काय करतोय हा पहुच आता. आणि माझ्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं, की याला आपण पाहतच राहावं. हे नेमकं कशामुळे उभं आहे आणि किती वेळ राहतो? उभं मला वाटलं, सहसा 15-20 मिनिटात तो हलेल आणि इकडं-तिकडं उडायला लागेल.
हं. हां, हां. ओके, म्हणजे त्याच्यापेक्षा हलला सुद्धा नाही, तो 15 मिनिटांपेक्षा जास्त थांबला?
पण तरी पण तो स्थिरच उभा हां, तो तिथंच थांबलेला. म्हटलं का मग काहीतरी आहे, म्हटलं हे काहीतरी गोष्ट करतोय. ते पाण्याकडेच त्याचं लक्ष होतं आणि तिथूनच तो पाहत होता
अरे बापरे! अच्छा! हो, हो.
आणि त्याच पाण्यामध्ये तो उभा होता. 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाली, म्हटलं आता तरी हलेल मग. आणि मी पण असा निर्धार केला, की जेव्हा तो हलेल, तेव्हा मी हलेन.
<chuckles> <chuckles> अच्छा.
<chuckles> किंवा मी या ठिकाणाहून उठून, या जागेवरून उठेन. आणि मी पाहतोय. मग पुढचा अर्धा घंटा निघून गेला, तरी पण तो तिथंच उभा होता. 1, 1 घंटा होऊ निघून गेला, तरी तो तिथंच उभा आणि मी अगदी थकून गेलो होतो, पण माझ्या निर्धारामुळं मला काही म्हणजे तिथून हलता येणार नाही. मी म्हटलं, तो जेव्हा उठेल त्याच वेळेस, कारण की पहिलंच थोडंफार घरचं टेन्शन होतं. आणि मग असाच एक निर्धार करून म्हटलं, असाच बोर होऊन जाऊ, म्हटलं आपण या याला पाहून, तेव्हा जो हलला तर तो. आणि मी पाहतो की काय, 2 तास झाल्यानंतर, 3ऱ्या तास लागणार समजा किंवा अडीच तास झाले असतील कदाचित. आणि त्या पक्षाने त्याच्या चोचीमध्ये एक माशी पकडली.
ओके. बापरे! हं. ओके. अच्छा. हं. हं. ओ! म्हणजे तो एवढा वेळ झाला, एवढ्या संयमाने तिथे फक्त उभा होता, की एक मासा किती सोप्या प्रकारे पकडू शकतो.
हम्म. हं. आणि त्याच्या संयमाचं फळ मला असं वाटलं की त्यावेळेस त्याला भेटलं आणि मी तो संयम, त्या पक्षाचा संयम पाहून मी शिकलो की आमच्या जीवनामध्ये आम्ही किती संयम राखला पाहिजे. त्या पक्षाच्या मनात ही भरपूर विचार रा आले असतील, भरपूर वेळेत. मी पाहायचो की ती पाण्याच्या लाटा ही कधी-कधी, कमी-जास्त व्हायच्या, पाणी वारा ही यायचा. पण तो तिथंच उभा, एका लाकडासारखा.
बापरे! खरंच. हं, हं. हां. बापरे! म्हणजे अक्षरशः किती? 3:00 तास म्हणजे केवढं झालं ते, बापरे!
एका निर्जीव पक्ष्याप्रमाणे, हं. आणि फक्त कशासाठी की त्याचं पोट त्याला भरायचं होतं आणि त्याला माहिती आहे की इथं कदाचित या ठिकाणी एक मासा येईल आणि मी त्याला पकडलं.
हो. बापरे! आणि आता हे तर खूपच छान उदाहरण झालं. पण तुम्हाला असं काही आहे का की शेती म्हणा किंवा तुम्हाला असं काही बागकाम करायची आवड आहे का? आणि असं कधी कुठलं रोप लावलं आहे किंवा असं कुठलं असतं ना की बाग बनवली आहे, असं कधी ही तुमचा अनुभव आहे का? आणि त्याच्यातून तुम्हाला काही शिकायला मिळालं का?
हां. हं, हं, हं. हं, हं. हो, मला झाडांपासून खूप गोष्टी शिकायला भेटतात आणि निसर्गापासूनही खूप गोष्टी शिकायला भेटतात, की
हं. हं.
तुम्ही नेहमी द्यायला पाहिजे. निसर्ग हा नेहमी सांगतो, आम्ही झाडाला म्हणतो ना, झाडाला जर आम्ही दगड मारला तर तो आम्हाला फळं देतो.
हां. हं, हं. बापरे!
आणि तसंच, जर आमचं जीवन असलं, तर खूप छान आहे.
हो, हो. नक्कीच.
आणि आमच्याकडून कधी ते नाही निघत. आम्हाला जर कोणी दगड मारला, तर आपल्याकडून मोठा दगड त्याच्यावरती पडतो.
हं.
<chuckles> तर झाड झाड आम्हाला सावली देतो, झाड आम्हाला अ, फ म्हणजे फळ देतो, झाड आम्हाला पानं देतो, फुलं देतो. भरपूर असे सण आहेत, जे झाड नसते तर आम्ही कदाचित बनवले नसते. वटसावित्री म्हणा किंवा दिवाळी-दसऱ्याला गुला झेंडूच्या फुलाशिवाय आपली दिवाळी-दसरा होऊ शकत नाही.
बरोबर. हो. हं. हो.
झाडं आणि निसर्ग आम्हाला भरपूर गोष्टी देणार आहेत, ते आमच्या जीवनासाठी आवश्यक आहे. कदाचित निसर्ग नसता, तर मनुष्यही कधीच नसता.
हो ना अगदीच. म्हणजे
आणि निसर्गाचं महत्त्व आम्हाला कधी कळतं, ज्यावेळेस आमचा श्वास 2 मिनिटांसाठी थांबवला जातो. त्यावेळेस आम्हाला महत्त्व कळतं, की ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे. जो आम्हाला निसर्ग देतो.
हो. हे आपल्याला आता खूप साऱ्या शहरांमध्ये कळायलाच लागलंय. कारण की जे आपल्या हवामानाचं जे जी प्रत आहे ती इतकी खालावली गेली आहे आता. जिकडे-तिकडे बघा कितीतरी शहरं आहेत. दिल्ली म्हणा मुंबई म्हणा तो A. Q. I. आहे किती वाईट झालाय? आणि त्याच्यातून म्हणजे आपण आता झाडं वगैरे आपण
हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं.
कितीतरी वाढवायला पाहिजे. आणि बऱ्याचदा अजूनही असं खूपदा दिसतं की नुसता त्याचा नाशच सुरू आहे. तर ह्याच्यातून म्हणजे आपल्या आपल्या लोकांना ह्यातून कसं शिकायला पाहिजे, कारण की होतं काय? ही पिकं नाश होतात, झाडं तोडले जातात आणि असं बरंच काही-काही आपण नुकसान करतो. पण ...आता लोकांना समजणार कसं? आणि त्यातून शिकणार कसं? कारण की एक तर, एकदा झाड तुटलं की नवीन झाड लावायला, बाप! किती वेळ जातो त्याला म्हणजे की जे, ते म्हणतात ना, की मोठं झाड जोपर्यंत होतं आणि निसर्गामध्ये ते आपलं कॉन्ट्रीब्यूशन द्यायला लागतं मोठ्या प्रमाणात. त्यासाठी किती अवघड आहे म्हणजे आणि कसं काय आपण करू शकतो की ज्याच्यातून आपण हे नीट करू शकतो सगळं.
हं, हं. अगदी बरोबर बोललात. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. हो. हो. तर आम्ही पाहतो की सर्व गोष्टीचा नाश होत आहे. इकडं-तिकडं झाडं तोडली जातायत. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे.
हो.
आणि तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे हे खूपच वाईट आहे, मला असं वाटतं.
हो आणि शहरात जे लोकं राहतात ना, तर निसर्गाशी जोडून संयम कसा वाढवू शकतो? काही असं रोजचे सवयी आहेत का, जे असं लोकांना तुम्ही सजेस्ट कराल, की जे निसर्गाकडून ज्या गोष्टी त्या शिकू शकतात? फक्त अशा जसं तुम्ही सांगितलं ना, की जसं बगळ्याकडे तुम्ही बघून इतकं छान शिकला, म्हणजे तुम्ही जे सांगितलं, ते इतकं छान होतं, की
हं, हं. हं, हं. हो. हं, हं.
मी असं आत्ता, ह्या मोमेंटला, त्यातून बरंच काही शिकून गेलो असं मला वाटायला लागल आहे. तर तुम्ही दुसऱ्यांसाठी पण असं काही सांगू शकता?
हं. हो. मी त्या बगळ्याकडून जे शिकलो ना, ते हेच की आम्ही तो निसर्गाचाच एक भाग होता, बगळा म्हणजे आणि त्याच्याकडून आम्ही हे शिकलो, की स्थिरता कशी असावी माणसाच्या जीवनामध्ये आणि तुम्ही हरले, तर तुमच्या जीवनात जे पाहिजे ते तुम्हाला भेटेल. आम्ही भरपूर वेळेस पाहतो की भरपूर लोकं मोटिव्हेट होऊन काहीतरी गोष्ट सुरू करतात. आणि ती गोष्टीमध्ये स्थिर किंवा सातत्य, त्यांच्यामधून नाही राहत आणि ती, ती सुटून जाते. ते विसरून जातं की कोणच्या गोष्टीने ती तयार केली होती. हे बगळ्याकडून मी शिकलो की सातत्य ठेवणं गरजेचं आहे. क्षणो-क्षणाला त्याच्या मनातही विचार येत असतील. अरे पण, झालं पाणी आहे. तो मासा खरंच येईन का इथं आणि तुझ्या जवळ येऊन तो तुला भेटेल का? अचानकच येईन का? पण त्याने तो हारला नाही. ते भरपूर विचारांना त्याने तोंड देऊन, त्याच्या कृत्यावरती तो स्थिर रा स्थिर राहिला.
बरोबर, हो. हं, हं. हो, हो. हं. हो. हां. हम्म. हो. हो. हं. हं.
हो त्या कारण की त्याचं ध्येय त्याला माहीत होतं. काय होतं? पोट भरायचं. मला असं वाटतं, कदाचित 5 मां घंटे पण मासा जर नसता आला तरी तो उभा राहू शकला असता.
उभा राहिला असता, बरोबर आणि तुम्ही जसं म्हटलं ना, तसं अजून काही गोष्टी आहेत, ज्याच्यात असं वाटतं मला, की आता किती छोटी गोष्ट आहे बघा ना, की पानगळ होते, बरोबर, झाडांची? आणि झाडं वर्षानुवर्षे हेच करत राहतात. दरवर्षी झाड अख्खं उघडं पडतं, की त्याच्यावरती अगदी बऱ्याचदा असं असतं, की 1 पान सुद्धा नसतं उरलेलं. पण परत पूर्ण जोमाने ते पूर्ण हिरवं होतं, एकदम बहरतं आणि म्हणजे, ह्याच्यातूनच किती संयम शिकण्यासारखं आहे आपल्याला, की झाड फक्त आहे आणि जे रोज करतं ते करत चाललं आहे. त्याच्यामुळे फक्त ते वाढत चाललंय. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं?
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. बरोबर, बरोबर. हो. हं. हो, मला याच्याबद्दल वाटतं, की झाड नेहमी म्हणजे ना, त्याच्या जीवनामध्ये तो कधी निराशच होदा होताना दिसत नाही. त्याला परत नवीन पालवी येतात, नवीन फुटतं, नवीन तो जोमाने परत उभा राहतो. तो लढतो तेव्हा खूप जोराच्या वाड्या वाऱ्यासोबत. आमच्या जीवनात एखादं वारं असलं आला, की आपण लगेच उडून जातो. अशा प्रकारचं आमचं जीवन आहे. तो उभाच राहतो ठामपणे, तो कोणाच्याच याने हालत नाही. तो देत राहतो त्याची फळं, तो म्हणजे चांगले सत्कर्म करत राहतो. आता तो कधीच घेण्याची अपेक्षा नाही पाहत. आम्ही पाहतो, की एकदा झाड मोठं झाल्यावर त्याला काही पाणी टाकायची गरज नसते, तरी तो त्याचे फळ देत असतो. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये नेहमी घेण्याचा प्रयत्न करतो. तो निसर्गाकडून संयम आणि या बाकीच्या गोष्टी शिकायला पाहिजे, की झाड आणि हे जीव ज्या, ज्या प्रकारे देतात, आम्ही पाहत, तो सहजपणे आम्ही उभा राहता राहता एखाद्या झाडाचं
हां, बरोबर. हो, बरोबर. हो. हम्म. हो. नक्कीच. हं. हो. खरंच. हो. हो.
अ, हे तोडून टाकतो, पाणी तोडून टाकतो सहज अगदी आणि सायन्स सांगतं, की त्यांना जीव आहे आणि तुमचा हात जर तोडला उभ्या उभ्या कोणी, तर?
हो, हो. हो. हम्म.
काय वाटणार तुम्हाला? त्याच्यामध्ये म्हणजे आणि मनुष्य अशा प्रकारे त्याचा नाशच करत चाललेला आहे, असं मला वाटतं आहे आणि तो संयमाने सर्व काही सहन करत आहे. झाडं आणि ते आम्हाला शिकायचं आहे.
हो ना. फारच वाईट म्हणजे. हं. हो. हं, हं.
आणि आम्ही निसर्गावरती प्रेम करायला पाहिजे, असं ही मला वाटतं.
हं, तुम्ही हे जे काही सुरुवातीपासून सांगितलं की जसं बगळ्याचं उदाहरण म्हणा किंवा झाडांचं म्हणा किंवा तुम्हाला जे लहानपणापासून दाखवलं आहे किंवा डिफिकल्ट टाईम्समध्ये जे निसर्गाने तुम्हाला मदत केली आहे, एका अर्थाने. तर ते ते असं जे सगळे युजर्स आहेत, त्यांच्यासाठी खूप काही शिकण्यासारखं आहे या गोष्टीमधून आणि ते ऐकून खूप असं प्रेरित झाल्यासारखं वाटतं आहे मला आणि तुम्ही तुमचे हे जे अनुभव सांगितले, त्यानी खूप-खूप छान वाटलं आणि आपण पुन्हा बोलूयात, धन्यवाद.
तर हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हो अगदी. हं, हं. आणि मला ही तुम तुम्ही या सर्व गोष्टी ऐकून घेतल्या, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुम्ही शांतपणे ते ऐकल्यात, त्याबद्दल तुमचे खूप-खूप धन्यवाद. आणि खूप सारे आभार.